हो नक्कीच, अ, म्हणजे कसं आहे की अ, सगळ्यात पहिले की हे कुठून येतंय म्हणजे आता बरेच असतं ना आपलं WhatsApp असतं. अ, Facebook आहे, Insta म्हणजे तिथे माझे अकाउंट आहे ते मी यूज करते, एवढे, तर अ, अ, कुठून आलेलं आहे? म्हणजे आता बघा आपलं अ, कुटुंबाचे अ, हे आहेत ग्रुप्स आहेत, मित्र परिवाराचे आहेत आणि ऑफिसचे पण असतात. तर अ, कसं आहे की ती पोस्ट पर्सनली कोणी पाठवली आहे किंवा मग ग्रुपमध्ये टाकली. आणि ग्रुपमध्ये टाकली तर कोणी टाकलेली आहे? ते मी पहिले बघते. कारण काही-काही लोकांचं आता कळालेलं आहे, की ते टाईमपास जे त्यांच्याकडे येतं ते ते पुढे फॉरवर्ड करतात काही त्याचा विचार नाही करत. मग मी काय करते जास्त लक्ष नाही देत किंवा असं नको त्यात काही पडायला किंवा त्याला काही रिप्लाय द्यायला. पण अ, कधी-कधी काय होतं कुटुंबामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये अ, काही असतात अशा सेन्सिटिव्ह गोष्टी असतात बघा अ, राजकारणी गोष्टींवर, धार्मिक याच्यावर असं काही असतं. मग काय होतं? मी बघते असं म्हणजे, की आपल्याच कुटुंबातलं कोणी काही बोललंय का किंवा जवळचं असं कोणी काही त्याच्यावर कमेंट केली आहे का किंवा असे फॉरवर्ड होतायेत का? तर मी थोडा काय करते, की बाबा ते नीट बघा की काय आहे? खरच तसं घडलंय का किंवा ह्या गोष्टी इतक्या सेन्सिटिव्ह असतात काही प्रॉब्लेम नको व्हायला, तर ते बघा. असं मी एवढं करते आणि Facebook, Instaला तर मी बरंच हे केलेलं आहे की अ, जे असतात ना आपण म्हणतो ना, की जे जेन्युइन चांगले पेजेस असतात बातम्यांच्या असूद्या किंवा आणखीन कोणाचे असू द्या, तेच फॉलो करते आणि त्याच्यातही अ, असं काही नाहीये की अगदी त्यातही, अगदी तसंच्या तसं बरोबर असतं. बऱ्याच वेळा बघितलंय खूप जुनी पो न्यूज असते ती पण परत रिपीट केली असते. त्यावर लो होकाज लोकांचे कमेंट आणि वाद चाललेले असतात. तर ह्या असे मी अ, थोडे ठेवलय हं, हं. तर मग अस फरक थोडेसे ठेवलेले आहेत.
हं, हं. बरोबर, बरोबर. हं, हं, हं. हं. बरोबर. नक्कीच. हं, हं. अच्छा. बरोबर. हां. हं. हं. बरोबर. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. बरोबर. अगदीच. हं, हं. हं. बरोबर. हं, हं नक्कीच. हं, हं. बरोबर. <chuckles> <chuckles> नक हो, हो. बरेचदा असं हो हं. बरोबर.